प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, काही ना काही त्याची एक आवड असते, काही छंद असतो. त्या छंदासाठी तो म्हणतात ना, अ, काही ना काही असा प्रयत्न करत असतो किंवा शिकण्याची अ, गोष्ट करत असतो. तर अ, अशा काही छंदामध्ये आपला पण काही छंद आहे का आवडता आणि तो कसा सुरू केला आपण?
हं. बरोबर. हो, आहे ना, मला तर असे म्हणजे माहिती आहे का, मी एकदम स्वच्छंदी माणूस आहे. मला तर खूप सारे सं छंद आहेत. आता मी कोणचा सांगू तुम्ही सांगा मला. <chuckles>
<laughs> हां का? अ, तुम्हाला कुठला छंद आवडतो सगळ्यात जास्त तो सांगा? तिथून सुरुवात करू. <chuckles>
बघा तसं म्हणायला लागलं, तर मला आहे ना शारीरिक कसरती करायचा खूप छंद आहे. जसं की पोहणं झालं, अ, सायकल चालवणे झालं किंवा एक अ, काय म्हणतात ना पळणे झालं, याचा खूप छंद आहे पहिल्यापासूनच. बट अलीकडे आहे ना, मी एक अ, छंद लावून घेतला वाचनाचा.
अरे वाह! हो, हो, हो, हो. म्हणजे अरे वाह! खूपच छान. म्हणजे अ, वाचनाचा छंद अ, म्हणतात ना खूपच चांगला असतो कारण की अं, त्याच्यामधनं आहे ना अ, काय म्हणतात आपल्याला एक अ, खूप शिकण्यासारख्या गोष्टी भेटतात आणि अ, म्हणतात ना, काही न अ, अशा गोष्टी भेटतात ज्या आपल्याला माहित नसतात.
हो. खूप साऱ्या गोष्टी कळतात. हो. बरोबर. तुम्हाला गंमत सांगतो अ‍ॅक्चुअली वाचनाचा छंद मला का लागला माहिती आहे का कारण मला पहिले ना शाळेत असताना ना, वाचायला बिलकुल आवडत नव्हतं.
हां. सांगा ना. हां, हां, हां. अरे! का बरं?
अ, त्या अभ्यासाचा खूप कंटाळा यायचा ना मला.
<laughs> मग हा छंद कसा लावला तुम्ही? अ, जर तुम्हाला वाचायचा कंटाळा यायचा तर? <chuckles>
तर त्यामुळे मग मी काय केलं पुस्तकं वाचायचा प्रयत्न अ, झालं काय हो. झालं काय, एक्चुअली मध्यंतरी, मी काय आहे ना अ, वाचन संग्रह होता. म्हणजे ते कार्यक्रम ठेवला होता. तिथे विजिट केली आणि तिथे गेल्यावर मला कळलं, की इथे फ्रीमध्ये पुस्तकं भेटतात आहेत.
हां, हां. अरे वाह! फ्रीमध्ये.
हो. म्हणजे, 50% किंमत होती, बट, एक वर एक फ्री होती. म्हणजे 50% मोफत अ, ती सुविधा तर होतीच. आणि त्याच्यावर एक अजून एक मिळत होते. मग मी काय केलं फ्रीमध्ये.
हां, हां, हां, हां, हां, हां. हां, हां, हां. हं, हं, हं, हं, हं.
मग मी काय केलं, 2 पुस्तकांचे पैसे दिले, ते पण अर्धे-अर्धे आणि 4 पुस्तकं तिथून घेऊन आलो. आणि त्यातले म्हणजे
अरे वाह! म्हणजे अ, 2 चे 4. <chuckles>
हां. 2 चे 4. म्हणजे अ, 1 का डबल, किंवा डबल का चौबल, अशा टाइपमध्ये. <chuckles>
<laughs> खूपच म्हणजे फायदा झालेला दिसतोय तुम्हाला. <chuckles>
अहो, भयंकर आणि ते पुस्तकं आणली मी आणि, एक्चुअली माहिती का? सुरुवातीला तर पडूनच राहिली ती, म्हणजे अडगळीत एकदम आणि त्या दिवशी काय झालं, मला सुट्टी होती आणि मी झाडून काढायला घेतलं. आईने सांगितलं, की "बाळा, जरा कचरा वगैरे साफ कर." तर मी गेलो, तर मला ती पुस्तकं अशी दिसली मला डायरेक्ट, तर माझ्या डोक्यात प्रकाश पडला हां. म्हटलं, "अरे! अरेच्चा! ही तर पुस्तकं आपण घेतली होती, बट, याला उघडायचं तर नाव नाही घेतलं. तर आज उघडूयात, आज सुट्टी आहे." हो. तर मग मी त्यातले पुस्तक वाचायला सुरुवात केली. तर मला खूप आवडलं आणि एक एक-दीड तास कसा निघून गेला, कळलं पण नाही. बघा ना.
हां, हां. अच्छा. <chuckles> हां, हां. अ, साइडला पडलेले. <chuckles> वाचलं सुद्धा नाही. <chuckles> अ, म्हणजे तुम्ही वाचायला घेतलं, आणि 1-1.5 तास फर्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही वाचलं, एकाग्र बसून. खूप छान गोष्ट आहे ही.
हो. इतकं हो. इतकं रमलो मी, आणि ती कथा पण एवढी भारी होती, ना. तुम्हाला काय सांगू, एकदम म्हणजे जिवंत चित्र रेखाटलं माझ्यासमोर. त्या कथेमध्ये काय आहे ना, एक अ, खूप म्हणजे एक अ, महत्त्वाची व्यक्ती आहे. सध्या ती हयात नाहीये.
अरे वाह! काय होती कथा त्यामध्ये? हां, हां. अच्छा. हां, हां.
बट अ, त्यांचा अ‍ॅक्चुअली किस्से ऐकलेत मी पहिल्यापासून तर त्यांच्या जीवन चरित्रावर म्हणजे त्यांची आत्मकथा आहे एक ती.
हां, हां. अच्छा, आत्मकथा होती का ती? हां, हां, हां, हां.
हो, आणि ते इंग्लिशमध्ये आहे, आणि त्याचं मराठीत अनुवादन केलेलं आहे एका लेखकाने आणि तेच पुस्तक अ‍ॅक्चुअली आहे, ना आणि मी असं सहजच म्हणजे तिथे गेलो होतो आणि योगायोगाने ते पुस्तक उचलून आणलं. आणि ते मला इतकं आवडलं, की मी पहिल्या खेपेत त्याची 50 पाने वाचले.
अरे वाह, वाह, वाह, वाह! हां, हां. अरे बापरे! <chuckles> म्हणजे 50 पानं म्हणजे आवड नसताना पुस्तक वाचण्याची आणि 50 पानं वाचणं, ही खरंच खूप म्हणजे म्हणतात ना, प्रशंसा करण्यायोग्य गोष्ट आहे.
हो. हो. मग मी त्यातले किस्से वगैरे वाचले. मग खूप, म्हणजे थोडं-फार हसी-मजाक आहे त्यामध्ये. त्यांचं बालपण हो. त्यांच्या बालपणाच्या आठवणी रेखाटल्या ते आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ना. तर त्यामुळे एकदम म्हणजे खूप अ, मस्त म्हणजे मी रमून गेलो त्यात अक्षरशः.
अच्छा. अरे वाह, वाह! अ, हं, हं, हं, हं, हं. म्हणजे अ, म्हणतात ना तुम्हाला असं वाटलं की जसं काही तुम्ही अ, त्या पुस्तकात आहात, स्वतः अनुभव करताय.
हो, म्हणजे असं वाटलं, की हे म्हणजे मी अनुभवतोय स्वतः किंवा माझ्या आयुष्यात हे घडले आहे. अशा काही गोष्टी आहे त्यामध्ये. त्यामुळे मला वाचनाचा एक छंद खूप, म्हणजे सांगता येईल की, एकदम मस्त, म्हणजे नाही का, काय म्हणतात, खूप छान असा छंद आहे हा, असं मला वाटतंय.
हां, हां, हां, हां, हां. अरे वाह! वाह! वाह! म्हणजे आत्ता तुम्हाला अ, नवीनच हा छंद लागलेला आहे आणि मग त्यानंतर तुम्ही तो छंद वाढवला का? म्हणजे अजून काही पुस्तकं वाचली?
हं. अजून तर नाही. बट, मी विचार करतोय. ॲक्चुअली ते ते एकच पुस्तक होतं ना, मी जे बोललो, एका खेपेत मी 50 पानं वाचली, ते मी त्याच दिवशी संपवलं, अक्षरशः.
हां, हां. अरे वाह! वाह!
हो. आणि त्यानंतर दुसरं वाचायला घेतलं, त्याला 3-4 दिवस लागले. असं करत-करत त्यातले 3 पुस्तकं तर आता संपली, ते बघा. आता चौथं मी विचार करतोय, नेक्स्ट सुट्टीमध्ये चालू करेल. आणि त्याचा पण एका दिवसामध्ये जर फडशा पाडता आला, तर नक्कीच पुढच्या वेळेस आहे ना, मी जाऊन तिथून, जे माहीत नाही, आता ते आहेत का नाही तिथं ती सुविधा, म्हणजे नाही का? एक वर डबल, डबल वर चौबल. बट, जर असली तर मग मी तिथून अजून काय करेल, <chuckles> 7-8 तर घेऊनच येईल. मी ठरवलंय. <chuckles>
अरे! खूपच छान. हां, हां, हां, हां, हां, हां. <chuckles> हां, हां, हां, हां, हां, हां, हां. अच्छा. <chuckles> नक्कीच. अ, म्हणजे नक्कीच. असेल तुम्ही जाऊन बघा, असला तर त्याचा म्हणतात ना, लुप्त उचला. पण तुम्हाला असं म्हणजे एखाद्याला सुचवायचं असेल, की तुम्ही जसा हा छंद म्हणतात ना, सुरू केला नवीनच. म्हणजे तुम्हाला एक छंद होता, तुम्ही सांगितला पोहायचा वगैरे, कसरत करायचा. पण हा नवीनच छंद तुम्ही लावला. तर एखाद्याला असा छंद सुरू करायचा असेल, तर त्यासाठी काय सुचवाल आपण?
हो. हो, हो. कसं आहे ना, प्रत्येक गोष्ट करायसाठी ना एक इच्छाशक्ती असली पाहिजे मनामध्ये माहिती आहे का आपण म्हणतो, की अ, असं केल्यावर असं, माझी परिस्थितीच खराब आहे किंवा मला वेळ नाही भेटत. हे सगळे कारणं आहे बघा.
हो. नक्कीच. हां कारणंच असतात. ते लोकं कारणं देतात खूप. <chuckles>
हो. तर यांना थोडं जर बाजूला ठेवलं ना, तर इच्छाशक्तीच्या जोरावर माणसांनी काय हो शिखरं चढली किती, बघतो आपण. सध्या किती आपल्या म्हणजे रोजच्या वाचनामध्ये किती गोष्टी येतात किती आपल्याला समजतंय.
हां. नक्कीच, म्हणजे अ, मला कळलं, की जसं तुम्ही म्हणाले अ, इच्छाशक्ती ही असणं खूप गरजेचं आहे आणि ती प्रबळ होत जाणं हे पण अ, गरजेचं आहे काळानुसार किंवा ते केलं नाही ना, म्हणजे मला असं अ, वाटतं, की अ, लोकं करू शकत नाही ती गोष्ट, एखादी छंद असो या काहीही असो. तर अ, तुम्ही ती नक्कीच अ, मिळवली आहात, जसं तुमच्या बोलण्यावरनं मला समजतंय. तर हां, हां.
हो. हो. बिलकुल. हो. काय आहे ना अ‍ॅक्चुअली, माणसाने ना मनावर जर ताबा मिळवला आपलं म्हणतात ना, तुम्हाला जग जिंकायचं असेल ना, पहिलं तुम्ही तुमच्या मनाला जिंका.
हां, हां. <chuckles> नक्कीच, नक्कीच.
ही गोष्ट आहे बघा, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आहे ना, माणसाने किती शिखरं सर केलेली आहे. तर त्यामुळे काय आहे ना, आपण काय केलं पाहिजे, एक स्वतःमध्ये ठाम निर्णय घेतला पाहिजे, की चला ठीक आहे. मला हे आवडतंय, तर मला हे करायचंय तर त्याची सुरुवात केली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे.
हो. हां. जीत एकदा सुरुवात केली, तर ते अ, बरोबर आवडायला लागते ती गोष्ट. नक्कीच.
हो. अगदी बरोबर. कारण सुरुवात जरच नाही केली, आपल्या मनातच ठेवलं. ते मनातच राहणार आहे. माहिती आहे का? हो.
हां, हां, हां, हां. असा कुठला छंद आहे का, म्हणजे तुम्ही अ, रोज करता म्हणजे तुम्हाला रोजच आवडतं ते करण्यासाठी?
हो. व्यायाम आणि बघा क कवायत एक करणे. सुट्टीच्या दिवशी कवायत, वाचन तर झालं जातच होतं. म्हणजे एक नाही का? माझ्या जीवनाचा एक क काय म्हणतात छोटेखानी भागच झालाय. म्हणजे त्याशिवाय ना मला झोप पण येत नाही आजकाल.
अरे वाह! <chuckles> अरे वाह! खूपच छान! ते आहे छंद.
हो. 30. म्हणजे 10-15 जरी पानं वाचली ना, एकदम शांत झोप लागते आणि त्यामुळे होतं काय माहिती आहे का? मोबाईल मी साइडला ठेवतो तेवढा वेळ.
हां, हां. हां. त्यांनी पण खूप फायदा होत असेल आपल्याला.
खूप. म्हणजे बघा ना माझं मोबाईलचं जे व्यसन आहे. तर ते मुळात म्हणजे नाहीसं झालं असं म्हणता नाही येणार. पण खूप कमी प्रमाणात मी करायचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून काय होईल, की एक स्वतःशी पण संवाद साधतो माणूस. माहिती आहे का, पुस्तकातून.
हां, हां. हो. नक्कीच साधतो. म्हणजे अ, म्हणतात ना, की स्वतःतला एक अ, काहीतरी, समोर येतो व्यक्ती. दुसराच अ, जो लपलेला असतो, दडलेला असतो. तर अ, तुम्ही म्हणालात, की एक अ, कसरत वगैरे करण्याचा पण एक छंद आहे तुम्हाला. व्यायाम करण्याचा. तर अ, तो छंद कसा लावला तुम्ही स्वतःला?
हो. हो. हो. ॲक्चुअली काय आहे ना? आमच्या घरापासून थोड्या एका अंतरावर शाळा आहे, आणि ते शाळेच्या ग्राउंडमध्ये ना मल्लखांब वगैरे खेळतात, लहान-लहान मुलं. हो आणि मोठी पण मुलं आहेत, पण एवढी पण नाही. म्हणजे माझ्याहून तर आपसुकच लहानच आहे ती. माझ्याहून मोठी नाही आहे. पण तिथं येता-जाता काय करायचो मी, बघायचं तो हे कसं करतात, काय करतात आणि, तिथला जो कोच होता ना, ते एक वयस्क माणूस आहे. आणि माहिती का त्यांनी तो जो म्हणजे, मल्लखांब हा जो व्यायाम प्रकार आहे. म्हणजे, आता त्याला खेळायचं पण स्वरूप आलंय एक. आपल्या महाराष्ट्रापुरतं तरी. तर तर ते तिथं स्पर्धेसाठी जातात. तर एकदा ते मला सोबत घेऊन गेले.
हां, हां. अरे वाह! हां, हां, हां, हां, हां. हं, हं. हां, हां. अच्छा. हां. हो. नक्कीच आलेलं आहे. हां, हां.
तर तिथं कळलं मला हो अ, मला घेऊन गेले त्या मुलांसोबत, जे स्पर्धक आहेत त्यांच्यासोबत आणि तिथं गेल्यावर मला कळलं मल्लखांब म्हणजे, ते येतात पळत आणि तो द, जो बांबू असतो ना आपला मोठा, दंडगोल. तर त्याच्यावर एकदम म्हणजे वेगवेगळे प्रकार करतात. तर तिथून मला कसरतीची सवय लागली आणि मी कसरत करायला लागलो आणि, हळूहळू करता-करता-करता मल्लखांबाची पण एक मला सवय लागली. तर मग मी ते पण करायला लागलो. एवढं प्रो नाही झालो मी त्यामध्ये. पण आता आहे म्हणजे, सुरुवातीच्या काय म्हणतात, ना इनिशियल फेज वर आहे. तर हळूहळू मी आत्मसात करेल ती कला.
तुम्हाला सोबत घेऊन गेले? हां, हां. हां, हां, हां, हां, हां, हां. अरे वाह! अरे! खूपच छान. हां, हां, हां. अरे वाह! मग ते तुम्हाला सवय लावताना काही कठीण परिस्थिती आली असेल ना त्यामध्ये?
अहो, खूप पहिल्यांदा तर इतकं म्हणजे नाही का अंग दुखलं माझं, बेकार एकदम, असं वाटलं, की सोडून पळून यावं. पण जेव्हा-जेव्हा लहान मुलं पाहिली ना मी तिथं करतांना माझ्यापेक्षा वयाने, तर ती मुलं इतकी उत्कृष्टपणे आणि एवढे स्फूर्तिदायक करत होते आणि एवढं लवचिक त्यांचं अंग. काय सांगू तुम्हाला ओ.
जसं? <laughs> हां. हां, हां. अरे वाह! त्यांना बघून उत्साह आला असेल आपल्याला, की हां, हे करू शकतात, तर आपण नक्कीच करू शकतो. <chuckles> नक्कीच, नक्कीच.
आपण का नाही? अगदी बरोबर. हो. आणि त्यामुळे काय झालं एकदम म्हणजे नाही का त्या कवायतीची सवय लागली, कसरत पण झाली आणि शरीरयष्टी पण सुधारली. जी अतिरिक्त चरबी होती ना, ती कमी झाली एकदम. म्हणजे आता एकदम क्षुल्लक उरलेली आहे.
अ, मग अ हां. अरे वाह! म्हणजे तुमचं, अ, एक्स्ट्राची जी चरबी आहे तीसुद्धा कमी झाली. म्हणजे म्हणतात ना, अ, हेल्थसाठी पण खूप चांगली गोष्ट ठरली तुमचा हा छंद. नक्कीच अ, फायदेशीर ठरला. तर, अ, अ, हा छंद अ, बाळगताना असं म्हणतात ना, की अ, थोडं अवघड जातं किंवा घरच्यांचा कधी विरोध वगैरे होतो काही छंद करताना, तसं काही तुम्हाला जाणवलंय का?
हो. हं. हो, अ‍ॅक्चुअली पोहायचा मला छंद होता. बट अ, काय झालं कालांतराने तो कमी झाला कारण आमच्या इथं 2-4 घटना घडल्या. अ‍ॅक्चुअली जो स्विमिंग पूल होता ना, त्यामधून काय व्हायला लागलं स्कीन इन्फेक्शन खूप अ, जास्त व्हायला लागलं, त्वचा रोग. तर ते मे बी काळजी नसेल घेत ते व्यवस्थित, जे असेल तिथे ठेवलेले लोकं हो, तर त्यामध्ये काहीतरी क्षाराचं प्रमाण कमी का जास्त असं काहीतरी झालं. मला एक्झॅक्टली माहित नाही आता, पण त्यामुळे काय झालं तिथं जायचं टाळलं आणि एकदा काय झालं, तर असंच मला पोहा म्हणजे नाही का पाण्याची खूप भीती वाटते.
हां हां. का बरं? काय घडलं? ओह! स्किन इन्फेक्शन हां, त्वचा रोग. हां, हां, हां, हां. हो, हो, हो, हो. हां, हां. अच्छा! पीब तुम्हाला पाण्याची भीती वाटते, तरी तुमचा हा छंद आ आहे.
हो. म्हणजे मी काय आहे ना, माझी उंची बघा 5.5-6 फूट आहे. त मग मी प्रिफर करतो, की एक 3-4 फुटाच्या यामध्ये पोहायचं, जेणेकरून काहीही झालं तर बुडणार नाही आपण.
अच्छा. हां, हां. <chuckles> हां, नक्की. म्हणजे स्वतःला अ, वाचवता येईल.
हो. तर अ हं तर तशा ठिकाणी. बट स सध्या काय आहे ना अलीकडे आ, आव अवेलेबलच नाही त्या फोर त्या उंचीचा, त्या फुटाचा स्विमिंग पूल. तर त्यामुळे मग मी पोहण्याचा हां आणि घरचे पण काय आहे ना, जेव्हापासून ती घटना बाहेर आली, की त्वचा रोगाचे प्रमाण वाढले किंवा तिथे खूप जणांना म्हणजे त्रास होत आहे. एक काय झालंय, एकाला दम्याचा त्रास वगैरे होता आणि तो त्या पाण्यात उतरला आणि दमा, अस्थमा असलं, की कसं, ॲलर्जिक रिॲक्शन खूप लवकर होते.
तर मग अच्छा, जास्त उंचीच्या आहेत. हं, हं. हां, हां, हां, हां, हां, हां, हां, हां. ओह! हो, नक्कीच.
आणि त्या व्यक्तीला काय झालं, म्हणजे ते कारण झालं. आणि त्यामुळे त्याला खूप त्रास झाला. हॉस्पिटलमध्ये भरती वगैरे करायला लागलं.
हो, हो. अरे बापरे!
हो, तर मग त्यामुळे मला घरचे आहे ना टाळायला लागले, की "तू बाबा जाऊ नको तिकडे."
अ, हो. मग तुम्हाला हा छंद अ, बंद करावा लागला त्यामुळं.
हां. बंदन बंद तर म्हणता येईल आणि गावाकडे पण एकदा विहिरीमध्ये पोहायचं मी ट्राय केलंत. हां, पण काय केलं, माहिती आहे का? तिथे ड्रम बांधला होता. पोटाला, नाही का? एक हे बांधतात बघा कँड वगैरे मोकळं, ते बांधलं आणि मी उडी टाकली आणि ते सुटलं हो डायरेक्ट मध्येच. <chuckles> मग काय, ब म्हणजे बुडायचा तर प्रश्नच नव्हता विहिरीला, कारण पाणी एवढं नव्हतं. बट माझे मित्र वगैरे होते आजूबाजूला, तर त्यांनी मला कसंबसं म्हणजे सांभाळून घेतलं. तर तेव्हापासून एक म्हणतात ना, धडकी भरते मनामध्ये. तर ती अजून पण आहे. तर
हां, हां. हां, हां. हां, हां, हां, हां, हां, हां, हां. अरे बापरे! मग? हां, हां, हां, हां. अरे बापरे! म्हणजे, <chuckles> हां, हां, हां, हां, हां, हां. म्हणजे हा छंद तुमचा थोडा खतरनाक अ, वे मध्ये चालला होता तुमच्या सोबत. पण नशीब हां.
हो, म्हणजे हा छंद आहे ना, छंदच राहिला माहिती आहे का? याला म्हणजे हे नाही बनवता आलं मला अजून. बट मी करेल याच्यावर आहे ना मी प्रयत्न करेल आणि नक्कीच पोहायला शिकेल.
हां, ठीक आहे. पण तुम्ही असं अ हां. नक्कीच, अ, मग तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करणार आहात हा छंद सुरू, करण्यासाठी परत?
पहिली गोष्ट, तर यासाठी मी काय करेल ना? एखादं चांगलं स्विमिंग पूल बघेल, जिथं की त्याचे प्रशिक्षक असतील, कोच असतील.
हां, आणि त्यानी रिअ‍ॅक्शन होणार नाही तुम्हाला. <chuckles>
हो. आणि ते पाण्याचे आहे ना, मी काय करेल, एक खातरजमा करेल. तिथलं थोडंफार सॅम्पल आणेल आणि ते चेक करेल, एखाद्या लॅबला पाठवून. जेणेकरून काय होईल त्वचारोग वगैरे जे होतात आहे, ते म्हणजे जे प्रकार वाढतात, तर ते होणार नाही आणि ते त्यांना पण सुधारता येईल. जे आहेत ना, ते म्हणजे स्विमिंग पूल ऑथॉरिटी, तर त्यांना पण आपल्या म्हणजे छोट्याखानी प्रयोगाकडून, त्यांना पण थोडाफार फायदा होईल.
अच्छा. हां, हां, हां. मग? हां, हां, हां, हां, हां, हां. नक्कीच. हां, हां, हां. हो, नक्कीच होईल. अ, म्हणजे अ, ते चेक करणं खूपच चांगलं काम आहे आणि स्वतःची काळजी घेणं, छंद जपता-जपता स्वतःची काळजी घेणं, हे पण एक महत्त्वाचा भाग आहे त्या छंदाचा, नाही का? तर अ, आता नवीन एखाद्याला छंद करायचं असेल, तर तुम्ही क सुरू करायचं असेल, तर काय टिप द्याल? काय केलं पाहिजे त्यांनी?
हो. अगदी बरोबर. पहिली तर बघा, एक प्रबळ इच्छाशक्ती मनात आणणे, की मला हे करायचं आहे आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट जर आवडते आहे. तर त्याकरता समजा, जशी सायकलिंग आवडते, सायकल तुम्ही घ्यावी किंवा तुम्हाला काय म्हणतात, हे आवडते, एखादं समजा दोरी उडया आवडतात, तर दोरी घ्यावी. हां, ज्या-ज्या म्हणजे काय लागणाऱ्या वस्तू आहेत, त्यामध्ये इन्वेस्ट करावं. त्यामुळे काय होईल, आपल्या छंदाला एक आधार भेटेल आणि आपण ते करू शकू. तर ही एक काळजी घेतली पाहिजे आणि एक रिकामा वेळ आपल्या छंदासाठी एक काढून ठेवला पाहिजे, रोजच्या बिझी जी दिनचर्या आहे तर त्यामधून.
हो, नक्कीच. हां. हं, हं, हं, हं, हं. इक्विपमेंट घ्यावं त्यासाठी लागणारं. अरे वाह! हो. हां. <chuckles> नक्कीच, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे जेणेकरून तो छंद जोपासता येईल किंवा त्यामध्ये रस घेता येईल.
हो, जोपासता येईल, वाढवता येईल आणि त्या छंदाचं रूपांतर काय सांगता येतं, अ, जेणेकरून पुढं काही मोठ्या अचीव्हमेंटमध्ये होईल. जसं, की बघा, एका हो, करियरमध्ये होईल. असं काही ना काही करू शकतो आपण.
हां, करियरमध्ये होईल. नक्कीच. नक्कीच. म्हणजे अ, म्हणतात ना, अ, आयडिया खूप चांगली आहे नवीन लोकांसाठी, त्या गोष्टी करणं आणि त्या घडवणं, नाही का? आणि छंद कधी-कधी म्हणतात ना, छंद जोपासावे पण आपली स्वतःची एक काळजी घ्यावी, की जेणेकरून अ, त्यानी त्रास होणार नाही आणि परिवार हां.
हो. हो, हो. बरोबर. हो, हानी होणार नाही आणि काय म्हणतात ना, ते आपला टाईम वेस्ट नाही होणार. आणि त्या म्हणजे त्याच्यातून काहीतरी हे भेटेल आपल्याला.
नक्कीच-नक्कीच. नक्कीच. म्हणजे खूप उत्तम प्रकारे तुम्ही मला अ, छंद कसा सुरू करायचा? किंवा केला? अ, माहिती दिली. मला नक्कीच खूप छान वाटलं आपल्यासंगं बोलून आणि खूप सारी माहिती भेटली. नक्कीच, आपण खरंच पुन्हा भेटूयात.
हो, मला पण मस्त वाटलं. बिलकुल, बिलकुल. नक्कीच भेटूयात. थँक यू.
धन्यवाद. <chuckles> नक्कीच, धन्यवाद.